अगदी बरोबर. आता काय बदलतंय ओ, नक्की आता आपण बघतोय ना, की मनोरंजन तर बदलतंय पण असं काय असतं त्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये जे लोकांना इतकं आवडतं? एकतर आपण पाहिलं, की तरुण पिढी चंचल आहे. लगेच 30 सेकंडमध्ये त्यांचं मनोरंजन होऊन जातं आणि काही असतं का जे इतकं कॅची असतं, की तरुण पिढीला आवडतंच.
हो. हो. हो. काहीतरी अ, वेडेपणा जर केला किंवा 3 सेकंदाच्या आत मी असा खुर्चीवर पटकन पडलो. आणि मग बोलायला सुरू केलं. तर अ, अ, त्या मनो न रंजनात एक जी एक संक्षिप्तता म्हणू शकतो ना आपण, ती खूप असते. म्हणजे पटकन एंटरटेनमेंट होते माझी. मला 3 तास कपडे चांगले घालून बाहेर जाऊन ₹700 चे पॉपकॉर्न घेऊन ते जी-एस-टी भरून त्रास करण्याची गरज नाहीये. नाही का? मी घरातल्या फाटक्या बनियन आणि चड्डीमध्ये बसून पण अगदी 15 मिनिटात इतकी करमणूक होऊ शकते माझी आठवडाभराची. की असं वाटतं म्हणजे ती उणीवच राहिली नाहीये आता, की वेगळे काही कष्ट करायचीच गरज नाही पडत. त्या तेच सर्वात जास्त आकर्षक आहे. फक्त तरुणांसाठीच नाही, मला असं वाटतं सगळ्यांसाठी.
हं. हो. हो. <chuckles> नाहीये. नक्कीच. नक्कीच.